हो, चवदार आणि अगं चटकदार काय सांगते म्हणजे अक्षरशः ते लाल-लाल रस्सा मस्त मसाला घालून वगैरे आणि पांढऱ्या रस्साची तर चव अशी अफलातूनच. म्हणजे अगदी तू चटकदार असं म्हणू शकता त्याला किंवा आणि हो, हो, नक्कीच आणि जे कोल्हापुरी पद्धतीचे केलेले मसाले म्हणा किंवा कुठला म्हणजे गरम मसाला वगैरे काही-काही घालून ना, इतकं छान-छान बलू बनवलेलं ते आणि आम्ही मटणाचं लोणचं पण घेतलं होतं त्याच्यामध्ये, ते पण खूप सुंदर अ, होतं आणि खिमा एक असतो ना, तो पण देतात त्याच्यासोबत. तर तो खिमा पण छान लागतो खायला वगैरे, मग तो असं
हां. ओह. बापरे! बापरे! तोंडाला पाणी सुटलं. हं. हं. हं, हं. हां. अरे वाह! म्हणजे ती अ, जी थाळी आहे ना, ती अ, कोल्हापूरची ती स्पेशालिटी आहे असं म्हणू शकतो का आपण?
हो, तांबडा-पांढरा रस्सा म्हणजे नात घोळ्यांसाठी तांबडा-पांढरा रस्सा भन्नाट, असं म्हणतात तिथे आणि खूप असा म्हणजे मस्तच असं म्हणजे ते लाल कलर बघून ना, असं वाटतं की क गट, गट, गट पिऊन टाकावा. पांढरा रस्सा तर अफलातून. म्हणजे तुम्हाला वाटतं म्हणजे कुठं गेला ना, तरी अशी त्याची आठवण निघते, असा एवढा छान तो रस्सा आणि म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलं तो म्हणजे ते बेसिकली जेवण आणि मग अ, असं मी मामीला वगैरे फोन करतो, मग मामी म्हणते, "काही हरकत नाही मी घरात तुला करून खाऊ घालते." म्हणून आमची हां, मामी सुद्धा घरात वगैरे अ, करून घालते कोल्हापुरी पद्धतीचं सुकं मटण म्हणा, तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि तिथली एक बिर्याणी असते ती कोल्हापूरची ती पण त्याच्याबरोबर असते म्हणजे अशी अ, सॉफ्ट असते त्याच्यामध्ये काही फार असे स्पाइसेस नसतात पण असा भात असतो तो मटण्याबरोबर खायचा. तो पण एकदमच सुंदर अस असतो आणि कधी-कधी ना, उरुस वगैरे किंवा जत्रा असते ना, कोल्हापूरामध्ये तर तिथं त्याच्यामध्ये ते रक्ती वगैरे असं करतात. रक्ती करतात ते हां, रक्ती पण अशी ती टेस्टी असते खायला वगैरे अशी हां, म्हणजे मला एकंदरीतच मला खूप असं म्हणजे भारी वाटलेलं वाह! वाह! वाह! आपण किती छान खातो आणि
हां. हं. अच्छा. हां. हं. हं. हां. हं. हां. ओके. हं, हं, हं. ओह! ओके. अरे वाह! आणि हे जे तुम्ही अ, हॉटेलचं नाव घेतलं ते पहिल्यांदा तुम्ही त्या हॉटेलला व्हिजिट दिली होती का ह्याच्या आधीही म्हणजे अ, तुम्हाला कोणी सजेशन सजेस्ट केलं होतं?
हो.

अच्छा, अच्छा. तुम्ही कॉम्प्लिमेंट दिली की नाही मग त्यांना?
हो, नक्कीच. म्हटलं, "काकू मी आले तर परत तुमच्याकडेच येणार हा दुसरीकडे कुठे जाणार नाही." तर "हो, बाळा नक्कीच माझा फोन नंबर घे आणि ज्यावेळी येतेस ना फक्त मला फोन करून सांगायचं की "काकू मी येतीये." मी तुझ्यासाठी सगळा म्हणजे स्टे वगैरे रेडी करून ठेवीन किंवा कॉटेज म्हटलं तर" "कॉटेज." मग तसं मी त्यानंतर गेली पण आहे तिथे फोन करून त्यांना आणि मग अ, त्या असं खास आमची अरेंजमेंट करून ठेवतात. म्हणजे साधारण कधी पोहचशील इथे वगैरे असं करून मग ते अ, त्या अंदाजाने आमचं जेवण वगैरे लंच रेडी करून ठेवतात. मग आम्ही त्यांना स्पेशली सांगतो की "आम्हाला माश्याचं खायचं आहे आल्या-आल्या किंवा आमरस खायचं आहे." म्हणजे सीझननुसार आम्ही सांगतो. मग आंब्याचं हवं असेल तर आमरस वगैरे पण त्या खूप सुंदर कर असो, आमचे कोकणी स्टाईलचे उकडीचे मोदक म्हणा किंवा मासे.
हां. हं. हं. हं. हं, हं. अच्छा, बरं. ओह! एक तर म्हणजे कोकणातली फेमसच डीश म्हणू शकतो आपण. मास्यानंतर उकडीचे मोदक व्हेज लोकांसाठी तर. <chuckles>
हो. हो, म्हणजे त्या हो आणि ते ह्याचे पापड असतात. पोह्याचे पापड म्हणा किंवा आपले हेचे अ, मक्याचे आपले मक्याची भाकरी हे मक्याचे पापड आणि ह्याची भाकरी नाचणीची भाकरी आणि तांदळाची भाकरी आणि फणस पोळी आणि आंबा पोळीसुद्धा ते विकतात असं आहे त्यां
हं. हं. हां, म्हणजे हे जे अ, हे सगळे घरगुती अ, बनवलेले पदार्थ आहेत. ते ते विकायला ठेवतात का?
हो. हो, हो, विकायला पण ठेवतात त्या. म्हणजे त्यांचा प्रोफेशनल बिझनेस केलाय ना त्यांनी. त्यांच्या बागा वगैरे आहेत आणि ते आंबे वगैरे पण देतात विकतात, फणस विकतात, आंबे विकतात आणि अ, त्याच्या म्हणजे पोळ्या वगैरे बनवायचं म्हणजे मशीननी बनवतात फार मोठा त्यांचा व्याप आहे. म्हणजे ते करतात आणि असं पॅकेट्समध्ये पॅक करायचं आणि ते विकायला ठेवतात ते. म्हणजे तिथे पण विकतात आणि बाजारमध्ये वगैरे असं पण अ, विकतात तर मग त्यांनी माझ्याकडे पण काजू वगैरे असं काही-काही दिलं होतं आणि मी ते घे घेऊन आले होते माझ्या गावाला आणि तिथे म्हणजे मी लोकांना असं दिलं होतं, की ते काजू आणि ते पोळी वगैरे म्हणजे मी पण थोडक्यात असा बिझनेस केला होता म्हणजे ते काजू हो, सगळ्यांना विकत दिले होते, तर अ, त्यांना क्वालिटी वगैरे छान वाटली आणि घर बसल्या-बसल्या माझा पण बिझनेस झाला ना हा आपण जसं हो.
ओके. अरे वाह! हां. बरं. हं. हां. हां. अ, म्हणजे तुम्ही अ, त्यांच्याकडून विकत घेतलं आणि परत ते अ, तुम्ही विकलं. अरे वाह! <chuckles> ते छानच की.
विकलं. हो, हो. म्हणजे भरपूर आम्ही हो, म्हणजे पेट्या वगैरे भरपूर आ आंबे वगैरे आम्ही खूप आणले होते त्यावेळी. गाडीतून गाडीतून गेलो होतो. म्हणजे आंब्याच्या एक 10-12 पेट्या घेऊन आलो होतो. अ, काजूगर वगैरे असतात ना ते पण असे बॉक्समधनं आणले होते आणि फणस पोळी, आंबा पोळी असं बरच घेऊन आलो होतो. म्हणजे काही-काहीनी सांगितलं होतं ना, त्यांना दिलं म्हणजे पाहुण्यांना आम्ही असंच दिलं गिफ्ट म्हणून वगैरे आणि जी बाकीची जी अ, परिचित लोक आहेत, आत्पेष्ट आमची. त्यान त्यांना मग आम्ही थोडंसं विकलं होतं, म्हणजे विकत दिलं होतं म्हणजे त्यांना पण बरं वाटतं ना की हो.
हां. हं. अरे वाह! हं, हं. हं, हं, हं. अरे वाह! म्हणजे खरंच छान ना, म्हणजे जागच्या जागीच रत्नागिरीच्या खाण्याचा स्वाद घेता घ्यायला भेटला त्यांना.